आणि तो रडतो आहे, तुमचा मित्र आहे, तुमचा भाऊ असेल, तुमची लहान बहीण असेल, तुमचा कोणीही नातेवाईक असू शकतो, मित्र असू शकतो. जर प्रत्यक्षात तुमच्यासमोर रडतो आहे, तर मग तुम्ही त्याला सांत्वना देऊ शकतात. तुम्ही त्याला घेऊन जाऊ शकतात, की बाबा चल थोडं फिरून येऊया. जर तो खुश आहे तर मग आपण त्याला बोलू शकतो, की चल मला पार्टी दे. चल मला फिरायला घेऊन जा. तर प्रत्यक्षातच होऊ शकतो. मित्र भेटला आणि त्याच्यासोबत जर फोनवर तो सांगतो, "की बाबा मी आज एक कार घेतली आहे." तर मग मी त्याला फोनवर थँकयू नाही बोलणार आहे. अरे वाह, वाह! काँग्रॅच्युलेशन तसं नाही बोलणार आहे मी त्याला. मी त्याला प्रत्यक्षात भेटेल, मला पार्टी पाहिजे.
खरं आहे की. हं, हं. बरोबर आहे. <chuckles> बरोबर आहे. हं. हां. बरोबर आहे. <chuckles> हो. बरोबर आहे की.
आणि ती मजा तिथेच आहे. ते व्हिडिओ कॉलवर मजा घेता येणार का पार्टीची? नाही ते त्याला भेटूनच घेता येते.
हं, हं. नाही करत आहेत. पण कस आहे व्हिडिओ कॉलवर नाही मजा घेता येत, पण अशा काही छोटे-छोटे ट्रिक्स आहेत का की ज्यांनी व्हिडिओ कॉल थोडेसे असे प्रत्यक्ष करता येतील अशा काही गोष्टी?
अ, म्हणजे ट्रिक्स म्हणजे असं समजू शकतो ना ज्या महत्वाच्या गोष्टी असतात. जसं की मी सांगितलं, की माझ्या गाडीचं काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. तर मग त्याल तिथे व्हिडिओ कॉल केला आम्ही, एखादं लोकेशन समजत नाही आहे. कोणी आपल्या घरी आलंय तो बाहेरून कन्फ्यूज होतो आहे. तर त्याला व्हिडिओ कॉलवर बोलू शकतो, की "दाखव कुठे आहे? तुझ्या समोर काय आहे?" मग तो आपल्याला दाखवणार. मग हां ते करू शकतो आपण आणि मग एखाद्याला गाईड पण करू शकतो, की अरे सामान घेताना, नको-नको हे अ, डी-मार्ट वगैरेला गेला आहे. खरेदी करायला नको, हे नाही ते घे. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी हेल्पफुल आहे.
हां. हां. हां, बरोबर आसपासच जरा दाखव थोडं. म्हणजे लक्षात येईल. हां.

<chuckles> बरोबर आहे की. एवढे वर्ष पाहतोय म्हणल्यावर त्या गोष्टी लगेच लक्षात येतात.
हां. लक्षात येतं. मग जर आपण तसं आपल्या एखाद्या मित्राशी बोलतो की बाबा अ, की तर की सपोज की काय झालं तुला? तो नाही व्यक्त होत. मुलं लवकर व्यक्त होत नाहीत. मग आपल्याला समजतं की आत्ता याला जसं व्हिडिओ कॉल केला ना, तर ह्या व्हिडिओ कॉलमध्ये तर हा आपल्याला काही सांगणार नाही की याच्यासोबत काय झालंय. याला प्रत्यक्षात भेटणं गरजेचं आहे. आणि प्रत्यक्षात जेव्हा त्याला भेटतो, तर मग भेटून त्याला आपण डायरेक्ट विषय नाही विचारत. की काय झालं? चल जरा, चल जरा, <chuckles> इथे जाऊया. मग त्यानंतर थोडं-थोडं करून माहोल कसा बघत हं, हं.
हं, हां. हं. बरोबर आहे की. नक्कीच. खरं आहे. खरं आहे. <chuckles> हां. <chuckles> <chuckles> बरोबर आहे का? तो माणूस सुद्धा हां, निवांत होतो तो पण जरा हळू-हळू-हळू. <chuckles>
आपल्याला त्याला हलकं करावं लागतं ना थोडं. एक भरलेला माणूस आहे आणि डायरेक्ट त्याला जर आपण आहे ना काही गोष्टी विचारल्या. तर तो इमोशनल होऊ शकतो. असं असतं. तर मग मला असं वाटतं, की फरक तर आहे. प्रत्यक्षात भेटणं पण खूप गरजेचच आहे आणि वर्क लाईफमध्ये ऑफिसेस लाईफमध्ये त्या गोष्टीमध्ये आपल्याला आहे ना व्हिडिओ कॉल खूपच महत्वाचे आहे.
खरं आहे. हां. नक्कीच. हां, हां. म्हणजे हं. अ, बरोबर आहे. म्हणजे दोन्ही गोष्टींचं आप-आपलं महत्त्व आहे, असं सुद्धा म्हणता येईल की जिथं तुम्ही आपलं जे काही काम असेल, की जिथं बाबा आपले वैयक्तिक संबंध नाहीयेत लोकांशी. त्या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ कॉलवर चांगल्या पद्धतीने करू शकता आणि जे आपले मित्र असतील की ज्यांचे बाबा आयुष्यात आपले वैयक्तिक संबंध आहेत त्यांना म्हणजे तसं म्हटलं तर अ, प्रत्यक्ष भेटी जास्त करून अ, अनिवार्य म्हणता येतील. मग असं एखादं उदाहरण तुम्ही बघितलंय का, की प्रत्यक्ष भेट म्हणजे दिल्यानंतरच मित्राला बाबा बरं वाटलं वगैरे असं काही तुमचं एखादं उदाहरण असेल तर?
हं. आहा हे आहे. हं, हं. करू शकतो नक्कीच. हं. हं, हं, हं. हं, हं. हं, हं. बरोबर, बरोबर. हो ना. अ, कसं असतं माहिती आहे का? बघा ना काय अ, आपले मित्र आहेत ते. बघा अ, कसं असतं की आहे ना अ, फोनवर बोलणं एखाद्याची की हो, हो, मी येतो ना तुझ्यासाठी. अरे! तू काही सांग. मी आहे आणि प्रत्यक्षात त्या जागेवर उभं राहणं
हां. <chuckles> हां.

<chuckles> बरोबर आहे की. तरी तुम्ही व्हिडिओ कॉलला कधी प्राधान्य द्याल की, "बाबा, ह्या-ह्या ठिकाणी, बाबा, मी प्रत्यक्ष भेट देण्यापेक्षा व्हिडिओ कॉललाच प्राधान्य देऊ शकतो," असे कसल्या ठिकाणी?
हो. असे खूप किस्से झाले आहेत ना. म्हणजे व्हिडिओ कॉल आहे ना, व्हिडिओ कॉल खूप इम्पोर्टंट असतो ना. तर आता कसं आहे ना की, मित्र म्हणजे आपले जे असतात, तुम्हाला माहिती आहे, मुलं जे मित्र असतात त्यांचा पॅटर्न कसा असतो, तुम्हाला माहिती आहे. अ, माझा मित्र माझ्या घरी आला, आणि तो मला काय बोलला की, "बाबा, तुझी गाडी पाहिजे, मला जायचं आहे, फिरायला जातोय आम्ही." तर अ, मला फॅमिलीला घेऊन जायची आहे. मी बोललो, "ठीक आहे." अ, गाडी घेऊन गेला. ठीक आहे, गाडी गेला घेऊन आणि मग काय झालं की, रस्त्यामध्ये ती गाडी झाली बंद.
हां. नक्कीच सांगा एखादा. हां. अ, हां. हां, हां. बरोबर आहे. हं. हं. नाही. खरं आहे की. हां. हां.
आणि आजूबाजूला कुणीच नाही. ना मेकॅनिक दिसतो आहे, म्हणजे डोंगराळ भागामध्ये तो कुठेतरी होता आणि मग बरं तिथे नेटवर्क होतं तर त्याने मला व्हिडिओ कॉल केला. आता गाडी माझी. मला माहिती आहे ना ती कशी चालू होणार आणि कशी नाही चालू होणार. आपण ज्या आपली गाडी आपल्याला माहिती असतं की हिच्यामध्ये काय आहे, काय नाही आहे. असं करून. तर मग आहे ना ती गाडी आहे ना त्यांनी काय केलेलं तो एका जागेवर थांबलेला काहीतरी अ, त्याला त्व काहीतरी पडलं होतं गाडीतून. तर ते उचलण्यासाठी त्याने गाडी थांबवली आणि गाडी चालू केली. गाडी चालूच होईना. गाडी चालूच होईना. त्याच्यासोबत त्याची फॅमिली, लहान मुलगी त्याची आणि ती मग, मग त्याने मला सांगितलं.
हां. अरे बाप रे! हां. हां. बरोबर आहे की. <chuckles> हां. नक्कीच. हां. होय. हं. <chuckles> बरोबर आहे. त्या अचानक तणावात आला असेल तो पण.
एकदम ना घाबरला ना, कसं फॅमिली सोबत असलं. तर मग आता इथे काय, मी त्याला बोललो की, "बाबा, तू मला व्हिडिओ कॉल कर, की गाडी चालू कशी नाही होत आहे. मला बघू दे आधी." तर मग त्याने मला ना, मग मला समजतच नव्हतं गाडी का नाही चालू होतंय. मग त्याला मी बोललो की, "एक काम कर, गाडीचं बोनेट खोलून मला दाखव. की कधी-कधी काय होतं ना, की आपलं जे बॅटरी जे असते ना, त्या बॅटरीच्या इथं कधीतरी वायर अशी-तशी होते. तर त्याला जरा एक झटका दिला, तर बॅटरीला कसं एक चा स्पार्क येतो आणि चालू होते." मग तो दाखवत होता. ते सगळं वर्क होतं. मी त्याला बोललो, "अरे, गाडी तसं तर सगळं ठीक आहे. अ, मग काय झालं असेल?" मग मी त्याला बोललो की, "आता एक काम कर, तू गाडीमध्ये परत बस, आणि मला आहे ना, एक दाखव तू कशी गाडी चालू करतोय." आणि माझी जी गाडी आहे ना, ती अ, बटनची गाडी आहे. म्हणजे त्याला चाबी नाही लावावी लागत. तिथं स्टार्टचं बटन आहे ना तसं.
<chuckles> खरं आहे. हां. <chuckles> हां. खरं आहे. हं. अ, हां. बरोबर. हं. <chuckles> हां. खरं आहे. होय.

आणि हा गाडी चालू करतोय. तर मग मी बोललो अरे तरी चालू होत नाही? मग त्यांनी मला सा जेव्हा माझं लक्ष गेलं मी त्याला बोललो की कॅमेरा तुझ्या व्हील ते स्टिअरिंगकडे फिरव आणि तू जे क्लच वगैरे दाबतोय, तिथे मला सगळं दाखव. हा काय करतोय माहितीये का? गिअरमध्ये गाडी ठेवली आहे आणि गिअरमध्ये आणि यानी यानी काय केलेलं की हँड ब्रेक लावला होता. गिअरमध्ये गाडी होती जेव्हा बंद झाली. तेव्हा मी त्याला सांगितलं "अरे बाबा गाडी आधी न्यूट्रल कर. जेव्हा तू न्यूट्रल करशील, तू तेव्हा जाऊन आहे ना, तू स्टार्ट करशील तेव्हा गाडी चालू होणार. तुझी गाडीच न्यूट्रलमध्ये आहे. तू गिअरमध्ये चालू करायचा प्रयत्न करतोय."
हं, हं. हां. हां. <chuckles> हां, हं. होय. हं, हं. हं, हं. <chuckles> हां. <chuckles>
तर मग तो व्हिडिओ कॉल इतका महत्वाचा होता ना, की प्रत्यक्षात मी तिथे पोहचू शकलो नाही. मेकॅनिकला यायला टाईम लागला असता. आणि मग बघा ना, म्हणजे की व्हिडिओ कॉलचं महत्व कसं आहे हे आता आपण समजू शकतो की तिथे मी नव्हतो.
नाही. खरंच आहे की. नाही. खरं आहे की. <chuckles> खरं आहे आणि तिथे म्हणता येईल की तुमच्यापेक्षा जास्त व्हिडिओ कॉलचं महत्व त्या व्यक्तीला जास्त कळालं असेल, कारण ते तर अडचणीतच आले. <chuckles> खरं आहे. पण हं. मग आता पण तरी पण कसं आहे की तरी व्हिडिओ कॉल सुद्धा करताना तुम्ही ऑफिसच्या व्य व्यक्ती म्हणजे कामासाठी पण करू शकता. आणि मित्र परिवार असेल किंवा तुमचे काही जीवलग मित्र असेल त्यांच्या सोबत सुद्धा करू शकता. तर कुणाला तुम्हाला असं वाटतं, की बाबा ह्या लोकांना मी प्रत्यक्षच भेट द्यावी, ह्या लोकांसाठी बाबा व्हिडिओ कॉलवर ठीक आहे सगळ्यात चांगला उपाय?
हां. अ, हो. हां ना अगदीच. ते तर आहे. हं, हं. हं, हं. हं. हं, हं. हं. हं, हं. हो बघा ना, कसं होतं माहिती आहे का, की आता व्हिडिओ कॉल तर साधारण करावे लागतात जर तुम्ही जॉब करताय तर. तुम्हाला तुमच्या क्लायंट्सला व्हिडिओ कॉल करावे लागतात. तुम्हाला आता कसं असतं की क्लायंटला कधी-कधी असं असतं की क्लायंट बसला कुठेतरी, आपण इंडियामध्ये आहे. क्लायंट न्यूझीलंडमध्ये आहे किंवा आपण अ, महाराष्ट्रामध्ये आहे क्लायंट दिल्लीला बसला आहे. आपलं तिथं जाणं स हे पॉसिबल नाहीये. अ, म्हणजे की मग त्यावेळेस आपण काय करतो आपण त्याला व्हिडिओ कॉलवर मग जसे Zoom मीटिंग्ज असतात, Google मीटिंग्ज असतात, आहे ना. आणि मग तेव्हा आपण त्यांना व्हिडिओ कॉलवर प्रेझेंटेशन देतो जे की सर्वात बेस्ट असतं. आणि व्हिडिओ कॉलचं आहे ना हां.
हां. खरं आहे. हां. अ, हो. हां. नक्कीच. म्हणजे काम पण होऊन जातंय आणि तुमचा आर्थिक खर्च वगैरे पण जे काही असेल, त्या सुद्धा गोष्टी म्हणजे काय वाचून जातात सगळ्या म्हणता येईल.
हो, हो. हो. तर ऑफिसचं कसं असतं, की बघा ना आता आपण प्रत्येकाचंच मला असं वाटतं, की आधी आपण काय करतो एक प्रेझेंटेशन देतो एखाद्या क्लायंटला ऑफिसचं काही अ, एका बिझनेस रिलेटेड. जर त्याला आपलं प्रेझेंटेशन ऑनलाईन सगळ्या गोष्टी समजल्यात, तेव्हा जाऊन आपण त्याला ॲक्चुअलमध्ये भेट देतो.
हां. हं.